अच्छा.
अ, बरेच एक्टर्स असतात, म्युझिशियन्स असतात, डायरेक्टर असतो, रायटर असतो, सेट डिझाइनर असतात, कॉस्ट्यूम डिझाइनर असतात, मेकअप आर्टिस्ट असतात. तर अशी बरीच एक मोठी टीम असते. तो आर्ट फॉर्म फक्त हं, हं.
नक्कीच म्हणजे अ हो. अ, म्हणजे तुम्ही एकटे नसतात ह्याच्यामध्ये पूर्ण तुमची टीमच, पूर्ण हां, ही ही कलामध्ये अ, शामिल आहे, एकंदरीत नाही का नक्कीच हो, सांगा ना मग?
तो आर्ट हां. टीमचं असते. बरोबर. हो, हो, हो, हो. मग कसं असतं ना, की अ, मग त्यासाठीच आम्ही संध्याकाळचा एक अ, टाईम असा ठरवलेला आहे. जेणेकरून जो ऑफिस वर्किंग लोकं आहेत, त्यांची कामं करून मग संध्याकाळी आम्ही भेटतो आणि सुमारे दीड ते 2 तासाची आम्ही प्रॅक्टिस करतो तिथे. मग आमचं रीडिंग असतं मग त्याच्यानंतर मग प्रॅक्टिस असते. मग आम्ही साउंडवर, म्युझिकवरही आम्हाला परफॉर्मन्स करावं लागतं, कपड्यांवर घ्यावं लागतं. प्रत्येकदा काय असतं ना, आज जो शो मी करतोय फोर एक्झाम्पल आज जर माझं नाटक असेल एखाद्या अ, सपोज नागपूरमध्ये सेम आम्ही प्रॅक्टिस देतो, पण सेम तसंच-तसंच दुसऱ्या जागेवर होत नाही. प्रत्येक नाटकामध्ये काहीतरी नवीन, नाटक तेच असतं. पण डायलॉगचा पॅटर्न वेगळा होऊन जातो.
हं, हं. अच्छा, हं, हं. हं, हं. अच्छा, काहीतरी त्याच्यामध्ये हो, काहीतरी नवीन टाकतात तुम्ही. पण मला सांगा आता, अ, जेव्हा आपण खूपच बिझी राहू दुसऱ्या ठिकाणी, काही ऑफिसच्या ठिकाणी म्हणा. आता जसं तुम्ही टीम वर्क करत करत आहात, हो ना? तर बघा ना, आपले दिवस व्यस्त राहतात, कोणाला टाईम भेटत नाही, अ, घरची अडचण वगैरे येतात किंवा रचनात्मक असे ब्लॉक्स येतात. त्याच्यामध्ये मग हे सगळं तुम्ही कसं सांभाळता?
क्राउड वेगळं असल्यामुळे हां, हां, हां. हो. येस. हं, हं, हं. हं, हं. हं.